अ, खूप फरक आहे म्हणजे खूप, म्हणजे खूप फरक म्हणता येईल. अ, पण मग ते त्यावेळी, ते एक म्हणजे गोल्डन इरासारखं होतं. ते एकदम म्हणजे माझ्यासाठी तरी, आजही मला तेच जग जगायला आवडेल असं आहे. आजच्या जगात आहे ठीक आहे आधुनिकता भरपूर आहे, किंवा आज म्हणता येईल, की आपण जसं जगतोय तशा सिरीजही बनतात. जास्त कल्पनेकडे म्हणजे कल्पनेनं अ, दाखवत नाही. त्यात जास्त कल्पना असं म्हणजे आधी तसं होतं, की खूप अ, जादुई अशा गोष्टी दाखवायचे. आता कसं थोडं रिअलि रिअलिस्टिककडे जातं, जे सत्यता आहे त्यालाच थोडंफार अ मॉडिफाय करतात, असं म्हणता येईल. तर मग मला, आता मी 'तारक मेहता का उलटा चष्मा' बघते. म्हणजे कधीही म्हणा, कितीही कामाचा ताणतणाव असला ना, ते फक्त एक एपिसोड नाही माझा एकदम माइंड रिलॅक्स होतं, शांत होतं आणि म्हणता येईल, की मूड लिफ्टर म्हणून काम करतं ते माझं. <chuckles>
हं. हं. बरोबर. बरोबर. हं. हं. बरोबर, आमचं आणि हं, आणि मग आत्ताच्या मुलांना नक्कीच. मग आणि आत्ताच्या मुलांच्या सीरीज तुम्ही बघत असाल आणि मग तुम्हाला त्यांना बोलणार काय, "हे तुमचं, आमच्या वेळेला कसलं भारी होतं," असं कधी वाटतं?
तर मग ती एकच अशी सीरीज आहे. हो. हो. मी तर, म्हणजे मी त्यांचं हे बघते ना, कार्टून तर ते कार्टून काहीच मजा येत नाही यार, काहीच नाही. हो ना, ते 'मोटू-पतलू' म्हणा किंवा मग ते अ, चला भीमपर्यंत खूप छान होतं. भीम आपणही बघितलं असणार. अ, भीम आवडायचं, मलाही आवडायचं. स्टोरीज ही खूप छान होत्या, छोटा भीम वगैरे सगळं मग आता
हां ना, काय बघतात ते बरं ते? अ, मोटू. <laughs> छान होत. हं. येस मला पण आवडायचं. त्यांचं ते कोको मेलन चॅनेल आहे, मला तर वेगळंच वाटतं बाई ते.
हो. नाही बाबा, ते असं सगळं अ‍ॅनिमेटेड म्हणजे ते ना, त्यात असं जगता नाहीये. जे आपण जगायचो, हतोरी म्हणा हो.
अ‍ॅनिमेटेड. बरोबर. आणि त्यात तेवढे येस, आणि त्यात एवढे कलर्स येतात, असं वाटतं की ते बघतच राहावं. पण असं वाटतं, की काही क्रिएटिव्हिटी नाही येऊ शकत त्यांच्या मुलांना, असं वाटतं.
नाही. अगदी म्हणजे टॉम अ‍ॅण्ड जेरी बघा ना, आजही बघून हसू शकतोय आपण. हो, <chuckles> म्हणजे तो तर एकदम म्हणजे असा सीन आहे ना, की बाबा टॉम अ‍ॅण्ड जेरी लावला ना, की बस झालं, लहानपण ताजं होऊन जातं डायरेक्ट. <chuckles>
वॉव! येस, कधी पण मी तर ते आत्ता पण बघते. <chuckles> नक्कीच, नक्कीच! म्हणजे खरंच
खूप सुंदर, सुंदर मालिका आहेत ह्या.

अगदी एवढ्या म्हणता येईल धावपळीच्या जीवनात ते
बरोबर आणि अजून काही होत का अजून कोणतं आवडायचं का तुम्हाला? अ, म्हणजे हं.
हो, म्हणजे हे तर कार्टून झाले आणि रिअल लाईफमधले पण आपण बघा म्हणजे अ, डेली सोपसारखे असतात आपले, तसं एक अ, अ, शाका लाका बूम बूम होतं. हो, अरे बापरे! ती जेव्हाही बघायची ना मी सीरीज मला डायरेक्ट असं म्हणजे हेवा व्हायचा, की यार माझ्याजवळ का नाही आहे ही पेन्सिल? <chuckles>
हं. बरं. वॉव! ओह! याह. तो बोलायचा ना लास्टला. <chuckles> हां ना, मला पण असं वाटायचं आणि मी ती नंतर घेतलेली का तुम्ही? मी तर घेतलेली पण काय त्याचं खरं झालंच नाही. <chuckles>
हो. नाही ना, किती प्रयत्न केला हो. किती क्रेज होता त्यावेळी त्या पेन्सिलचा आणि ते इरेजर अन् ते सगळं त्याचं कव्हर पेन्सिलचं अरे, बापरे! स्कूलमध्ये सुद्धा आम्ही म्हणायचं असं, की "ज्याच्याकडे शाका लाका बूम बूमची पेन्सिल आहे बाबा तोच मॉनिटर होणार" <laughs> त्यानंतर बघा ती अजून एक अ, सोनपरी म्हणून यायची.
हो, बरोबर. हं. हं. हं. वॉव! भारी. हं. वॉव! हां, इट्टू बिट्टू झिम पटूटा, ना? तेच बोलायचे ना ती. <chuckles>
हो, हो, हो. ती त्यानंतर मग थोडं मोठं झालं, की ती एक यायची जिनी और जूजू म्हणून ती पण एक होती जिनची.
<chuckles> हां, बरोबर, बरोबर.
मग त्यानंतर चाचा चौधरी पण बघायची मी खूप सुंदर, साबू.
हां, ती पण मस्त मी पण मला पण आवडायचं ते मजा यायची आणि अजून एक काहीतरी होती. चाचा चौधरी नंतर तुम्ही शरारत वगैरे ते बघायचत का?
हो. हो, शरारत, चाचा चौधरी हे सगळे म्हणजे मी म्हणते ना, की आजही ते असं नुसतं नावही घेतलं ना तर पूर्ण असं रिमाइंड होतं विथिन अ सेकंड सगळ्या गोष्टी, सगळे ते पात्र जे काही होते त्याच्यातले, खूप म्हणजे काहीतरीच वेगळे दिवस होते बाबा ते, एकदम सोनेरी क्षण. <chuckles>
हां. बरोबर. हं.

अच्छा, हां, बॉब द बिल्डरची एक वेगळीच होती, म्हणजे ट्रेन त्याच्यामध्येच अ, असं की म्हणू शकतो की इन्स्ट्रुमेंट, म्हणजे जे गाड्या जे बिल्डिंग कन्स्ट्रक्शनला वा
हो. हो.
पराच्या त्या सगळ्या होत्या. त्याच्या मिक्सी होती त्याच्यामध्ये, मला आठवते. तो मिक्सर असतो तो आणि हं. येस, येस, येस. बरं बोलायचं आणि डोळे वगैरे मस्त असायचे हावभाव.
हो, हो. तेच, मग तेच सगळं असं एकमेकांशी बोलायचे. खूप ओह! ती कल्पनाच किती नवीन होती हो. मी म्हणजे आजही विचार केला ना, तर त्यावेळी ते डोकं लावणारं किती, म्हणजे त्याचं किती कौतुक करावं की अशा गोष्टी दाखवल्यात त्याने, ज्या आपण कधी आप म्हणजे इमॅजिन ही नसत्या केल्या. ते झालं, त्यानंतर नॉडी लागायचं बघा एक. तेही खूप सुंदर होतं. मग त्यानंतर ना मी अ, हे 2 सिरीज त्या चॅनेलवरच्या बघायचे आणि नंतर मग मी Nickelodeonवरचे अ, हे काय म्हणतात आपल्याला, हतोरी बघायची मी. अरे! हतोरी लागला म्हणजे काहीच नाही, सगळं विसरून जायचं. <chuckles>
हं. बरोबर. हं. अरे वाह! <chuckles> वॉव! बरोबर हातोरी, निंजा हातोरी. <chuckles>
निंजा हतोरी. खूप सुंदर, म्हणजे ते कार्टून असं होतं ना की ते गाणं नुसती ती रिंग वाजली ना त्याची, ती धून. हतोरी. हो, ये है अपना यार हसता और हासता है, ये असली निंजा, ये हे एक निंजा. <laughs> हो, म्हणजे आजही बघा ते गाणं तोंडावर आहे.
येस. हं. अ, हातोरी, हतोरी असं काही तरी. ये है अपना यार. <chuckles> वाह! वाह! <chuckles> असंच होत. वाह! वाह! बरोबर. हो.

अरे वाह! खूपच छान. आणि मग अजून काही म्हणू शकतो की अ, अशी घरातल्या कोणासोबत तुम्ही त्या अशा सीरियल बघायचात जसं की तुम्ही म्हणालात की तुमचा भाऊ वगैरे बघायचा, पण अजून आई वगैरे सोबत किंवा असं काही आठवण आहे का? की आई ती सीरियल बघताय तुम्ही आणि मस्तपैकी Maggi खाताय किंवा असं चहा पिताय असं काही होतं का संडेला म्हणा किंवा हं?
हो, हो. हो. म्हणजे अ, आता आमचं हे कार्टून झालं बघून त्यानंतर अ, थोडं वयात आलो, थोडं म्हणजे म्हणता येईल मोठं झालो. कार्टून प्लस आता कार्टूनची आवड थोडी कमी होते, त्यावेळी डेली सोपची आवड वाढायला लागते. <chuckles> आणि मुलींचं तर असतंच आई एक मैत्रीण सारखी व्हायला लागते तेव्हा. मग आई एखादी सीरियल बघते का आपणही बसतो बाजूला आणि लागतो त्या सीरियलमध्ये मग आईना तसं अ, बघा तेव्हा 2-3 सीरियल्स होत्या. एक अ, "घर की लक्ष्मी बेटियां." मग हो. ती एक.
हं. बरोबर. हं, हं. हं. बरोबर. हो ना. वॉव. हां मी पण ती बघायची मस्त होती ती, त्याच्या 5 मुली होतात ना, त्यांच्या मध्ये आणि तिला त्यांना खूप त्रास देतात. <chuckles> बरोबर, मी पण बघायची मग पप्पा-मम्मीसोबत. हां.
हो, हो. हो. आईसोबत ती बघायची. मग त्यानंतर बघा ती एक अ, होती, अ, "सास भी कभी बहू थी" ती, त्यानंतर अ, "पवित्र रिश्ता" मराठी सीरियल सगळ्यात फेव्हरेट माहिती आहे, म्हणजे ती सीरियल अशी होती ना, की हो.
हां, हां, हां. हं. हं. हो, हो. त्याचं गाणं लागलं की बाई सगळे अशी हातातले कामं टाकून अरे लागलं ती म्युझिक आली ना, <chuckles> की सगळे असे धावत जायचे म्हणजे गावाला पण मी बघितलंय हा क्रेज. की मी त्या गावात आले की सगळे त्या मला वाटतं 8.30 का 8.00 लागायची का ती सीरियल?
हो. <laughs> हो. हो, हो. 8 8.30 म्हणजे कारण कसं व्हायचं ना, अ, माझे बाबापण घरी आले का त्यांना ही क्रेज होता, त्या सिरियलचा सगळं म्हणजे आम्ही कामं आवरून बसून जायचं त्यावेळे पर्यंत, म्हणजे खूप सुंदर आम्ही शेवटच्या एपिसोडपर्यंत बघितली ती सीरियल पण तरीही असं व्हायचं, की नको ना बाबा एंड होऊ अजून दाखव काहीतरी. खूप सुंदर. हो. त्यांचा अभिनय म्हणजे अप्रतिम आणि अ, अजून एक होती बघा "पिंजरा" म्हणून होती त्याआधी. मग त्यामुळे ना, ती अशी रिलेट व्हायची की त्यात ती अ, "पवित्र रिश्त्यात" तिची बहिण जी दाखवली वर्षा म्हणून ती "पिंजऱ्यात" एक मेन कॅरेक्टर होती. हो. त्यामुळे मग ते असं रिलेट व्हायचं की ती आणि ही एकच आहे बाबा सीरियल असं.
हं, हं. हं. बरोबर. बाप रे! वाह! खूपच तुम्हाला आवड होती. अच्छा. हो. हो. हं. ती पिंजऱ्यामध्ये. बरोबर. बरोबर.